नक्कीच म्हणजे बघा कसं असतं, घरच्यांचा आपल्याला आदर तर ठेवावाच लागतो. म्हणजे कसं असतं, आदर त्यांच्या भावनांचापण ठेवावा लागतो कारण का त्यांना दुःख वाटतं. अरे, आणि मग ते आजकाल असतात ना, की आपल्याला खूप म्हणजे कधी-कधी अशी पण नातेवाईक त्यांच्यासाठी आपण खूप मेन असतो, महत्त्वाचे असतो आणि मग त्यांना म्हणतात ना, थोडासा त्रास होऊ शकतो ह्या गोष्टींचा, की आपण त्यांना नाही म्हटलं तर. तर मला असं वाटतं की ते आदर म्हणजे, मला तर वाटतं, की अ, प्रत्येक वेळेला स्वतःच्या मर्यादा पाडणं नाही, असं असू शकतं. म्हणजे प्रत्येक वेळेला मर्यादा असं नाही, पण कधी-कधी असं असतं, की ते स्वतःच्या चांगल्यासाठीपण असू शकतं किंवा मग ह्या गोष्टी तुम्ही बोला, की अरे, म्हणजे आपण समजू शकतो किंवा मग मला तुमची भावना समजते आहे. पण मग मला खरंच ह्या-ह्या अशा म्हणजे प्रामाणिक रहा. जे पण तुम्हाला वाटतं ते प्रामाणिकपणे सांगा. म्हणजे कधी-कधी लोकं खूप बघा आतल्या गाठीचेपण नातेवाईक आपल्याकडे असतात. म्हणजे ते काहीतरी वेगळंच करतात आणि मग आपल्याला त्याचा त्रास पण होतो.
हो ना. बरोबर आहे. बरोबर. हं. हां. अच्छा. बरोबर. हां.
तर मग तेव्हा तुम्ही असं करा, की म्हणजे त्यांना सांगा जे पण आहेत अ, कद कारण काय होतं की मग लोकांचं असं कॉम्पिटिशन असतं. अरे, ह्यांनी आम्हाला सांगितलं नाही, आम्ही पण नाही सांगणार. हे आले नाही तर मी पण नाही सांगणार. तर ह्याच्यामुळे सगळी नाती तुटतात मला तर वाटतं आहे. या असं होतं आपल्याकडे बघा ना आणि मग ह्यानी माझा स्टेटस नाही किंवा काय आणि मग त्याच्यामुळे जी राग येतात लोकांना. मग ते इन्व्हाईट करत नाही.
हो ना, हो ना. हां, हां. हं, तर तेच राहत. पण हां. तेच सांगितलं, आम्हाला लाइक नाही केलं. ह्याला कसं लाइक केलं. ह्याला बरा बर्थडे विश केला, तर हे बऱ्याच भानगडी <laughs> हे सांगू
येस, हं. ह्याचा फोटो ठेवला आमचा नाही हां, <chuckles> मग हे आजकालचे या टेक्निकल्स आज ह्याच्यामुळे टेक्निकल आपल्याला म्हणू शकतो, की अ, काय म्हणू शकतो, हे जे डिजिटल बदल किंवा डिजिटल भांडणंपण आता आपल्याकडे होत आहेत. <chuckles> एकंदरीत सगळं चाललेलं आहे, म्हणजे डिजिटल युगात, डिजिटल भांडणं.
हां. हां. <chuckles> खरं आहे का, आधी कसं समोरासमोर भांडणं व्हायची. सण-समारंभाला कधी एकत्र आली किंवा वाद व्हायची. आता तर ते एक डिजिटल वाद <chuckles> हं.
हां. येस, येस डेफिनेटली हो ना. आता डिजिटली. जे कळलं आणि लोकांना समजून जातं. लोकंपण जज करतात आपल्याला. अरे बघ, हिनी हिच्या ह्यांचा नाही ठेवला काकांचं स्टेटस आणि ह्यांनीपण नाही. म्हणजे अर्ध्या लोकांना अ, बाकीच्या नातेवाईकांना पण कळून जातं, असं आहे. म्हणजे ह्यांनी ठेवलं म्हणजे ह्यांचं गोडी झाली की काय पुन्हा? इतक्या वेळ तर भांडणं होती, असं पण होतं. हां, तर मग मला असं वाटतं आहे ना, की ह्या गोष्टी होऊ नये म्हणून तुम्ही डायरेक्ट नाही म्ह म्हणू नका. प्रत्येक वेळेस थोडा आदर, प्रत्येकाचा रिस्पेक्ट ठेवा, की अरे खरंच नाही जमणार आणि ह्या अशा बेसिक गोष्टी जास्त स्टेटस बिटस मी तर म्हणे ठेवा. काही होत नाही. काय नाही ठेवलं, ठेवलं. मी तर म्हणे मुद्दाम त्यांचे स्टेटस ठेवा. जे असे लोकं कोणी बोलत नसतील तर लोकं, अरे, ह्यांनी कसं माझं ठेवलं. यांनापण जरा विचार करू दे. म्हणजे ते दिवसभर त्याचा विचार करतील, की अरे, ह्यांनी माझं स्टेटस ठेवलं. असं करायचं मुद्दाम. बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. तर अ, मग ह्या अशा गोष्टी करा तुम्ही आणि मग जेणेकरून मग त्यांना असं वाटलं, की अरे हा माझ्याशी चांगला आहे, ह्याला हा नाही म्हणाला मला पण ह्या गोष्टी करतोय म्हणजे ठीक आहे. असं पण मग ते चांगल्या-चांगल्या गोष्टी होऊ शकतात असं मला वाटतं.
<chuckles> हो ना, हो ना. त्याचं होऊ द्या आणि यांचं. हो ना. हो ना. हां. हो ना. <chuckles> <chuckles> अरे वाह, वाह! हो ना. अच्छा.